बरं, रस्ते वगैरे किंवा बसायला बेंचेस वगैरे असंही करू शकतो का आपण तिथे?
प्रकार आहे. हो, हो. हो, म्हणजे आम्ही गार्डन्स म्हणू शकतो, गार्डन्स पाहिजे जास्त आणि त्याच्यामध्ये झाडं पाहिजे आणि जंगल टाइप पण काही गोष्टी पाहिजे. आमच्या इथे आहे एक, पण आता ते तोडलं गेलं. तिथं पण काँक्रिटीकरण झालं, मला खूप वाईट वाटलं. खूप झाडं होते तिथे अ, आणि आम्ही जायचो तिथे बसायला, फिरायला, पण आता सरकारच्या धोरणामुळे ती जागा एकदम सिटीच्या मध्यभागी होती आणि ती आता मला वाटतं. काही त्या म्हणजे हरित भागच म्हणून सोडलेला होता, पण त्याच्यामध्ये काही लोकं किंवा सरकारने पैसे घेणारी लाचलुचपत करून ती जागा जागा विकली, मला असं वाटतं आणि आता तिथे काँक्रिटीकरण सुरू आहे.
हां. हां. हां. हां. अरे बापरे! हां, हां. हां. हां. हां. हो ना. अरे बापरे! म्हणजे कुठे अ, जवळ तुमच्या घराच्या जवळच आहे का, ती जागा?
हो, मी जिथे राहतो ते सिडको भाग आहे आमचा मी औरंगाबादला राहतो तर. सिडको भागामध्ये ती तसे काँक्रिटीकरण झालंय. तर म्हणजे वाईट वाटतं कधी एवढे मोठे झाड तुटले तर अ, कारण की
बरं. हां. अरे बापरे! हां. हो, हो. नक्कीच.
अ, झाड जर आहे तर हो, हो.
हां, म्हणजे जीवच असतो ना तो आणि जिवंतच असतात, म्हणजे आपल्या माणसासारखे सजीवच असतात, मग त्यांच्यावर असं झाला अत्याचार, की वाईट वाटतं, खरं मनापासून असं नको वाटतं, हां.
हं. हो, हो, हो. तर म्हणजे कसं आहे, ते जीव आहेत आणि ते सांभाळतात पण दुसऱ्या जीवांना. जसे काही पक्षी, अजून थोडेफार किडे वगैरे, सर्व आम्ही मोहळाच्या मधमो मधमाशा पाहतो. ते म्हणजे हां, हां, तर म्हणजे भरपूर गोष्टी ते सांभाळतात. आम्ही जर झाडांकडे पाहिले तर खूप अ, खूप सारख्या शिकण्यासारख्या गोष गोष्टी आहेत.
हं. हो ना. अच्छा पोळ वगैरे हो ना. हो, हो. बरोबर. मग हिरवळ
म्हणून ते तोडले नाही गेले पाहिजे. मला असं वाटतं. हं.
नक्कीच आणि जीवजंतू म्हणा, बरीच प्राण्यांची साखळी झाडांवर अवलंबून असते ना, ते स्वतः पण अन्न तयार करतात आणि त्यांनाही अन्न देतात, मग अ, हिरवळ वाढवून हां, बरोबर. हिरवळ वाढवल्याने अ, नागरिकांच्या आरोग्यांवर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हो, हो. हो, ते जरी एका ठिकाणी हं, हं.

मला वाटतं ज्यावेळेस हा सगळे प्रकल्प जे पूर्ण सी स्मार्ट सिटी प्रकल्प आहेत, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणावर तर ते अ, दिलं पाहिजे महत्त्व. नाही तर म्हणजे आम्ही 100% मधून समजा 25% तरी महत्त्व त यांच्यासाठी दिलं पाहिजे. जर तुम्ही बाकीच्यापण डेव्हलप करता, तर 25% भाग स्मार्ट सिटीमध्ये झाडांवरती, उद्यानांवरती आणि झाडं कशी वाढतील याच्यावरती दिला पाहिजे, मला असं वाटतं आहे. हं, हं.
हां. हो. वाढतील. हो, हो. हो, नक्कीच. मग हे, ह्या ज्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा स्थानिक प्रशासकाकडून काय तुम्ही अपेक्षा ठेवू शकता? म्हणजे काही प्रवर्तक धोरणं किंवा सबसिडी, म्हणजे काय असाव्यात, त्याबद्दल काही तुमचं मत आहे?
हं. मला असं वाटतं
हां.
की स्थानिक जे लोकं आहेत, गव्हर्नमेंटस आहेत किंवा लोकांनी एकत्रित करून येऊन अ, जनजागृती करणं गरजेचं आहे. अ, आणि ते अ, काही-काही मी पाहिलं की खूप अ, रॅप साँग खूप म फेमस झालं. आम्ही पाहतो, की जगातला जो सगळ्यात मोठा डान्सर होता, काय नाव त्याचं? अ, मायकेल जॅक्सन. त्यांनी ही निसर्गाच्यावरती एक खूप अ, चांगलं गीत अ अ, काढलं होतं, ते खूप फेमस झालं. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की झाडाचे अ अ, झाडं कशी तोडल्या जातात, प्राणी कसे पळत आहेत, त्याचं जीवन कसं नष्ट होत आहे. अगदी म्हणजे तुम्ही फक्त झाडं तोडून, फक्त झाडालाच संपवत नाही, तर त्याच्यावरची जी सगळी अ, जग हो.
हां. हं. हं. हं. हो, हो, हो. तयार. हां, हां, हां. हो ना. हो. हां, म्हणजे आणि साखळी आहे म्हणजे, ती सगळीच संपवत आहे. प्राण्यांची म्हणा मा हो, हो. माणसं पण संपवू शकतात. हो.
प्राणी वगैरे आणि त्यांचं ही संपू नाही, संपतीनच 100%. शक्ताच, तिथं प्रश्नच नाही. झाडं नसली तर मनुष्य नाही राहू शकत. हं, हो. तर म्हणजे हेच जगण्याचे स्रोत आहेत, सर्व गोष्टी आहेत. आणि त्या आम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे पाळल्या पाहिजे आणि त्यांना जगवणं हे खूप महत्त्वाचं आहे.
हो. ते जगणारच नाहीये. हो ना. हां. बरोबर. हां. बरोबर, अगदी.
मला असं वाटतं. हो.

हां. आणि आता बघा ना, अ, म्हणजे पर्यावरणाचा म्हणजे अवेअरनेस वाढलाय सगळ्या म्हणजे सगळ्या शहरांमध्ये किंवा वाढायचा प्रयत्न चालू आहे, मग त्यामध्ये सोशल मीडियाचा किती प्रभावीपणे वापर होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?
हं, हं. हं, हं. मला वाटतं की सोशल म मीडियाचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो, पण त्याची जनजागृती यायला पाहिजे. तुमच्याकडे जर अ, एखादा हो, हो. तुमच्याकडे जर एखादा मोती पडलेला आहे, पण तुम्ही त्याला जर दगड समजता तर तुम्हाला त्याची समज नाहीये, तर तुम्ही त्याच्याबद्दल अ, म्हणजे अवेअर नाहीये तर त तुम्ही त्याची जनजागृती करू नाही शकत. याचा अर्थ म्हणजे असा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याचं महत्त्व तुम्हाला कळालं पाहिजेन आणि सोशल हो. आणि सोशल मीडियाच्याद्वारे ह्या गोष्टी दिसायला पाहिजेल. मी एखाद्याला म्हटलं की "जा बाबा, सहज हे झाड आहे, हे तोड तु, मी तुला ₹500 देतो." पण तो सहज जाऊन न ते तोडेल पण ते झाड तुम्हाला माहिती आहे का किती रुपयाचं ऑक्सिजन वर्षभरामध्ये ते ₹50,000 रुपयांचं ऑक्सिजन ₹100 ₹1,00,000पर्यंतचं ऑक्सिजन दरवर्षी उत्पन्न करतं, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि आम्हाला
हां. बरोबर म्हणजे आंदोलन असतं तेव्हा हां. हो. बरोबर. हं समजून घेतलं पाहिजे. हां. हां. हां. हां. हो. हो ना. नाही ह्या गोष्टी कोणालाच माहीत नसतात.
हं, हं. तर ते
आणि हेच च खरं हे आहे म्हणजे दुःख आहे की माणसं जाणून घेत नाहीत किती फायदा आहे त्याचा, किती उपयोग आहे आणि म्हणजे त्याच्याबद्दल महत्त्व आणि जागृती वाढणं गरजेचं, थोडक्यात.
हं. हं, हं. हो. हो आणि तेच ना मग, आम्ही कोव्हिडच्या काळात आम्हाला ती जागृती जास्त भेटली. कसे सिलिंडर महाग झालते. हा आणि लोक कसे मरत होते. हं. अ, जर झाडं झाडं नसतील, तर अशाच प्रकारची समस्या होईल की लोक जसे कोव्हिडमध्ये मरत होते, तर तसे ऑक्सिजन बिना मरतील आणि आम्ही पाहतो की अ, ₹10000-10,000 हजारापर्यंत 1 सिलिंडर येतो जो की साधारण किंमत त्याची ₹500
हो, हो, हो, हो. खूपच काही समस्या झालेली. हो ना. हो. हां. हो. हो. केवढं ब्लॅकनी विकत होते. हो ना.
प ₹200-500 किंमत आहे त्या सिलिंडरची. एवढं महागाने ते विकतात. विकलेलं गेलेलं पाहिलं मी. तर म्हणजे हं, हं, हं, तर तेच आहे की झाडं असले तर ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन असला तर मनुष्य आहे. तर तुम्ही निर्भर फक्त त्याच्यापासून आहे आणि त्याच्यापासून तुम्ही खूप गोष्टी घेता आणि त्यालाच नष्ट करता. म्हणजे ही खूप अ, याची दुर्दैवी गोष्ट आहे का? अ, हं.
हो. हो ना, काळा बाजारच केला होता त्याचा. बरोबर. हो, हो. नक्कीच. खेदाची बाब आहे. खरंच ना, मग अ, तुम्ही काय सांगू शकाल पाणी, देखभाल, जागेचा अभाव किंवा लोकास लोकांचा उदासीनपणा आणि त्या सोडवण्यासाठी काय अशी व्यावहारिक पावले उचलता येतील असं वाटतं तुम्हाला?
हं.